धन्यवाद. तुमचेही खूप खूप धन्यवाद. अ, आपण पुन्हा कधीतरी भेटूयात, बोलूयात. आणि जाता-जाता हे पण सांगेल मी, की ही जी कथा होती अ आधीची अम, आपल्या लाकूडतोड्याची, त्यामध्ये थोडासा आणखी पुढे ते एक्सटेंड होतं आणि अ, ती तो बायकोला घेऊन जातो. बायकोला त्यात अ, दाखवतो अम, कुऱ्हाड. तर बायको लालची असते त्याची. तर ती म्हणते, की "अरे! मग चला-चला मग आपण आहे ना आणखी काहीतरी टाकूयात त्यामध्ये आणि करूयात". तो म्हणतो "अरे नाही, नाही देवाने जेवढं दिलं ना आपण त्याच्यामध्ये समाधानी राहूयात." पण बायको तरीही त्याला बळजबरीने तिकडे घेऊन जाते. आणि ती म्हणते "चला-चला, टाका-टाका हे करा, ते करा". असं करता-करता ती स्वतःच पडते त्यामध्ये.
हं. हां. हां. अरे बापरे!
ती स्वतःच पडते आणि तो
म्हणजे लालचीपणा. लालचीपणा हा म्हणजे किती जास्त धोकादायक असू शकतो.
हां. तिला भोवतो. हो, आणि त्यामध्ये नंतर पुढे मग पुन्हा त्यातनं ते हा रडायला लागतो. त्याची बायको एकच असते. अर्धांगिनी असते. मग तो रडायला लागतो. आणि मग त्यातनं तो खूप रडतोय, खूप रडतोय, खूप रडतोय. तर मग अ, वनदेवता बाहेर येते आणि मग ती विचारते. "काय रे बाबा, काय झालं तुला? का रडतोयस तू?" म्हणे "माझी बायको आतमध्ये पडलेली आहे." म्हणे. ती म्हणते "थांब जरा". ती आतमध्ये जाते त्यातनं अगदी अ, माधुरी दीक्षितचा अगदी न्यू व्हर्जन काय, काढून देते. "ही घे म्हणे तुझी बायको". तो लगेच अ, तयार होतो आणि ती बायको घेऊन टाकतो. वनदेवता म्हणते "अँ! का रे? तुझी नियत फिरली का?" असं ते, "तुझी बायको बघून". नाही म्हणे, म्हणे. "ती माझी एक बायको म्हणे आजच्या या युगामध्ये मला पोसणं अवघड आहे म्हणे. तुम्ही पुन्हा जाल, दीपिका पादुकोण काढाल. पुन्हा जाल, माधुरी दीक्षित काढली. तुम्ही श्रीदेवी काढाल अशा 4-5 हिरोईन मला माझ्या अंगी देईल, मला एक पोसणंच महाग झालंय म्हणे या काळामध्ये, मी या 3-3, 4-4 कुठून पोसु?" असं त्याचं, असं म्हणजे, आजच्या काळामध्ये, मग ते असं होतं, की अ, शक्य नाही. आजचा खर्च आणि सगळं हे बघून. अ तुमच्याशी बोलूनही मला फार छान वाटलं.
हं. घ्या. <laughs> <chuckles> <laughs> बरोबर. अगदी बरोबर. हो ना. हं. योग्य. हं. बरोबर. नाही, खूपच छान! हो ना.